अ, तर मग त्यांची अशी एखादी गोष्ट काहीतरी जी आजही तुम्ही न विसरता फॉलो करतात असं काही आहे का? की त्यांचं त्यां त्यांचा काही कामाचंही असू शकतं किंवा त्यांनी एक अशी एक महत्वाची देणगी तुम्हाला शिकवण म्हणून दिलेली जे तुम्ही आजही आयुष्यामध्ये ते तुम्हाला फॉलो करताहेत?
अ, त्यांच हो, आम्ही अ, एकच ते आमचं जे रुटीन आहे ना. आमची ती देवपूजा आहेत ना, ते आम्ही म्हणजे सोबत करायचं कधीच विसरत नाही. म्हणजे आम्ही कितीही असलं तरी ती सोबतच करतो. हे आम्ही कधीच विसरत नाही, कारण की तिचं असं म्हणणं असायचं की तुम्ही जेव्हा सोबत कराल ना, तुम्ही ए एकत्र येऊन प्रार्थना करता. म्हणजे तुमच्यात एकजूट दिसते आणि काही गोष्टी तुम्ही शेअर पण करता एकमेकांशी त्या पॉइंटला. म्हणजे तुमचे दुःख, काही सुख असतील ते एकमेकांबरोबर शेअर होतात असं तिचं म्हणणं असायचं.
अच्छा. हं, हं. क्या बात है! हं, हं. हं. क्या बात है! हो, हो. किती छान. आणि ते आठवतं का तुम्हाला, की तुम्ही जेव्हा लहान होतात आणि तुम्ही जेव्हा जायचे तर तुमच्या हातामध्ये अलगत ते पैसे ठेवणं? <chuckles>
पैसे, <chuckles> मी तर तुम्हाला बोलणार होते ते पैसे. आजकाल नाही, आजकाल डिजिटल झाले पण ते कसं होतं ना, गोळा झालेली 100 ची नोट असो की ₹20 ची नोट असो अन् तो सुगंध तिचा. म्हणजे तिच्या ती कंबराला ती पिशवी असायची. तिच्यातून कागदाच्या पिशवीतून परत एक कागदाचा पिशवी निघणार. परत तिथं कुठेतरी कोपऱ्यात ते पैसे असणार आणि ते एवढे गोळा केलेले पैसे, ती आपल्याला देणार. म्हणजे तिचं किती आतलं प्रेम ती आपल्याला देते असं दिसतं त्याच्यातून.
<chuckles> आज ते हो. अहाहाहा! पिशवी असायची. <chuckles> हां, हां. हां, हां.
किती मोठे आशीर्वाद देते. ते तर मी कधीच म्हणजे विसरत नाही. आजकाल एवढं कोणी देत नाही. आज म्हणतात मी ऑनलाईन तुला करून देतो. घे तुला काय घ्यायचं. पण ते एक वेगळंच होतं की सुख नाही. ती ₹20 ची नोट अजूनही असं वाटतं, की कोणीतरी आज द्यावा असं म्हणजे कसं म्हणता ना, गुपचुप द्यावा, की "घे." आणि अशी आपली मूठ दाबून घ्यावा, "घे बाळा, घे तुला घे."
क्या बात है! क्या बात है! अगदी. ते सुख नाहीये कुठं. कोणीतरी, हां. म्हणजे ते लाखो रुपये एक साइडला आणि त्यांनी दिलेली ते 20-50 ची नोट किंवा 10 ची नोट त्याचं सुख ते एकीकडे असं वाटतं का तुम्हाला?
अगदीच. हो, खरी गोष्ट आहे. कारण की ते ना, वेगळंच होतं आणि ना ती खर्च पण करावीशी वाटत नव्हतं. नाही माझ्या आजीनी दिलंय. म्हणजे ती एक साइडलाच नोट पडून जायची एकदम आपल्या ह्याच्यामध्ये.
<chuckles> हो, हो, हो, हो. हं. अगदीच, अगदीच, अगदीच. नाही खरंच एकंदरीत खूप छान अशी शिकवण दिली आहे तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांनी आणि अ, तुम्ही ज्या प्रकारे सांगत होतात, तुमची ती एक्साईटमेंट तुम्ही फील करत होतात प्रत्येक गोष्टीला आणि तुम्हाला बघून मला ते माझे आजी-आजोबा आठवले. तर खरंच छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. मला नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही बोलायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप धन्यवाद.